कसं आहे, की जर अ, तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात आणि जर ब्रँ मी म्हटलं की जसं ब्रँड तुमच्याकडे आले. म्हणजे तुम्ही ऑलरेडी काहीतरी एस्टॅब्लिश्ड आहात. मग नक्कीच तुमच्याकडे एक व्यक्ती ना, त्या क्षेत्रातला एक्सपर्ट पाहिजे. मग आपण म्हणतो ना, ॲडव्होकेट आहे, तो सीए आहे किंवा ज्याला याचं अ, मॅनेजर्स असतात जे ह्या सगळ्या लीगल गोष्टी सांभाळतात. त्यांना ते सगळं नॉलेज असतं. तर काय असतं की तुम्ही एक अ, एक्सपर्टची नेहमी मदत घ्यायची. सगळं आपणच नाही करायचं. कारण सगळंच आपल्याला माहित नसतं. आणि ते अशक्य असतं.
हां. बरोबर. हां. बरोबर. अच्छा! हां.
मग त्यावेळेस काय करायचं, की थोडेसे पैसे किंवा थोडंसं हे गेलेलं चालेल पण एक्सपर्टला विचारायचं, की ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये व्यवस्थित आहे का? हे सगळं लिहिलेलं आहे का? बरोबर वाटतंय का? आपणही तपासावं. पण कसं आहे, आपण एक्सपर्ट नाही आहोत. तर नक्कीच एक्सपर्टची पण अ, म्हणजे मतं घ्यायची आणि स्वतः पण चेक करायचं. की अच्छा हे असं आहे, तसं आहे. मग त्याने सांगितलं, मग मी पण चेक करणार. मग दोघांनी चेक केल्यावर ठरवायचं, की ते करायचं की नाही करायचं.
बरोबर. मदत घ्या. हां. अच्छा. म्हणजे तुमची एक प्रॉपर लीगल टीम, प्रोफेशनल टीम असली पाहिजे अशा अ, बाबतीमध्ये? अच्छा.
टीम नाही म्हणणार मी असं. कारण कारण टीम ही खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यासाठी खूप स्पेंड करावं लागतं. त्यासाठी तुमचा खूप मोठा बिझनेस पाहिजे. पण तुम्ही एक सिंगल इन्फ्लुएन्सर जर असाल, तर एक सिंगल व्यक्ती एक्स्पर्ट पण चालतो. जरुरत नाहीये की टीमच पाहिजे.
हां. बरोबर. अच्छा. हां. अच्छा. म्हणजे मोठा इन्फ्लुएन्सर असेल तर टीम तुम्ही बनवा किंवा छोटा असेल, बजेट नसेल, तर तुम्ही प्रोफेशनल तात्पुरता हायर करू शकता, असं तुम्हाला म्हणायचं आहे. हं. बरोबर पण कधी-कधी काय होतं अ, असं समजा आपल्याला नकार द्यायचा असेल ब्रँडला किंवा म्हणतात ना, पेमेंटचा इश्यू आहे. म्हणजे सगळं काही ठरलं. आपल्याला घ्यायचा आहे ब्रँड. पण कशाप्रकारे निगोशिएट आपण केलं पाहिजे त्यांच्यासोबत?
हां. नक्कीच, नक्कीच. असं पण हायर करता येतं. तर अ, हं. हं, हं.